आजच्या या ऑनलाईन आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये तरुणांचं एवढं क्रेज झालेलं आहे की ह्या सगळ्या ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत सगळ्या ठिकाणी आणि आजकालचे तरुण फ फार हुशार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकालचे तरुण जे आहेत, ती ऑनलाईन भाषा ते अशा विशिष्ट पद्धतीनं वापरते की ती भाषा कशी वेगळी आहे आणि ते ओळखायचं कसं, काही सांगता येईल का?
हो. आता बघा ना, एखादा तरुण व्यक्ती बोलत असेल तर आणि एखादा कोणीतरी बूमर किंवा मिलेनियल बोलत असेल तर लगेच समजून येतं. तरुण जे आहेत ती भाषा जास्त मोठी न करता त्यासाठी कीवर्ड जे आहेत ते वापरतात. छोटी-छोटी किंवा जे इंग्लिश खूप स्ट्रेची असेल ते थोडं छोटं करायचं.
बु अच्छा, मला अच्छा मला अ, सविस्तर काय सांगता येईल का? म्हणजे काय नेमका फरक आहे हे जे नवीन भाषा आहे, ती सोशल मीडियावर तुम्ही बोलतात की बऱ्याच वेळा मी बघतो ना, की एकदम, 1 किंवा 2 स शब्द लिह एक वर्ड असतात की जसं आता एल-ओ-एल. आता ह्याला कसं समजायचं मग नेमकं? आणि मग असेच सगळेच बा, शब्द असतात सोशल मीडियावर, बऱ्याच वेळी मी पोस्ट बघतो की पोस्टवर काही ना काही टाकलेलं असतात. मग त्याच्याखाली त्यांना ते एल-ओ-एल लिहिलेलं आणि त्याच्याखाली एक 10-12 रिप्लाय पटापट, पटापट, पटापट, पटापट येतो. म्हणजे आपल्याला कळायला वेळ लागतो पण त्याला रिप्लाय यायला वेळ वेळ नाही लागत, एवढं लवकर वेळ येतो. काय आहे नेमकं हे?
हो. <chuckles> अ, म्हणजे आता बघा, तुम्ही हा! हा! हा! असं हसलात तर तो हा! हा! केवढा मोठा होतो, हो की नाही. तो एचए, एचए, एचए, एचए लिहीत बसणार तुम्ही किंवा तुम्ही हसायचा इमोजी टाकणार. पण त्याच्याऐवजी जी जेनझी आहे, जे तरुण आहेत त्यांनी खूप सोपा असा उपाय काढला, ते एल-ओ-एल लिहितात. एल-ओ-एल म्हणजे लॉट्स ओएफ लाफ. म्हणजे मी खूप मोठ्याने हसतोय असा ह्याचा अर्थ होतो. आता मी बोलेन की मी स्वतः एक तरुण असल्यामळे मला माहिती आहे की मी हा शब्द जो आहे तो किती मोठ्या प्रमाणात यूस करते. कारण हसण्याचा इमोजी टाइप करायला हस कुठे आहे तो शोधायला जावं लागतं. पण आपण कीवर्ड वरती असल्यामुळे आपल्याला एल-ओ-एल टाइप करणं खूप ईझी होऊन जातं, हो की नाही. तर मी तुम्हाला सांगेन की तरुण जी पिढी आहे ती थोडी लेझी आहे. त्यांना जास्त मेहनत घ्यायला आवडत नाही. गोष्टी शोधायला आवडत नाही आणि म्हणूनच असे जे शब्द आहेत की एल-ओ-एल किंवा नो कॅप असं बोलतो ना खोटं बोलू नकोस. आता हे बोलायला मला किती वेळ लागेल, हो की नाही. पण त्याच्याऐवजी एक इंग्लिशचा वर्ड आहे की नो कॅप्स ब्रो असं बोललं जातं किंवा तुम्ही हे पण ऐकलं असेल की तरुण पिढी ही जेंडर न बघता डायरेक्ट ब्रो बोलते सगळ्यांना. हो की नाही.
अगदी बरोबर. अगदी बरोबर. ते कोणाला काय बोलते त्याचा काहीच नेम नाहीये.
तर मग अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि मला वाटतं त्यांना इंग्लिश लँग्वेज किंवा आता तुम्ही बघितलं असेल की खूप सारी लोकं मराठीमध्ये वगैरे न बोलता इंग्लिशमध्ये बोलायचं ट्राय करत असतात. आणि तेव्हा त्यांनी खूप सारा मोठा सेंटन्स असेल, तर ते छोटं करायचं ट्राय कर अ, म्हणजे उद्देश असा होते ना त्यांचा. तुम्ही लोल जसं बोललात तसे बाकीचे पण शब्द आहेत. जसं की तुम्ही अ, "यू नो, यू नो" असं बोलता. म्हणजे तुला समजलं ना म्हणजे तुला समजलं. याचा अर्थ असा होतो. पण त्यासाठी वाय-के, वाय-के असं लिहिलं जातं. आणि ज्यांना याचा अर्थ समजत नाही तो समोरचा माणूस पूरा कन्फ्यूज होऊन जातो की याला बोलायचं काय आहे? हो की नाही.
अच्छा. आह, नेमकं ते संभाषण पुढे न्यायचं कसं? कारण की आता एवढं शॉर्ट वर्डच आता ठीक आहे आता तुम्हाला सवय झाली तुम्ही न कळत ते शब्द वापरतात. पण एखादा फॉर्मल मेसेज करायचा असला कुणाला किंवा काही सांगायचं असलं मग असे शब्द वापरले गेले अ, ते त्याचा नेमका गैरसमज व्हायचा ना की समोरचा व्यक्ती काय सांगायचंय, काय नाही सांगायचा सांगण्याचा प्रयत्न करतोय?
हं. हो. अ, पण मला वाटतं फॉर्मल सेटिंगमध्ये पण एसॅप म्हणजे ऍज सून ऍज पॉसिबल हा एक वर्ड खूप मोठ्या प्रमाणात यूज केला जातो. हो ना?
अ, आ, आ, काही असे बरेच वर्ड असतात की जे कॉर्पोरेटमध्ये यूज केले जातात. जसं हे तर कॉमन वर्ड झालं. पण तुमचे जे शब्द असे आहेत, ते काही वेगळेच आहेत. असं काही म्हणायला हरकत नाही वाटत मला. पण मला एक अजून एक अ, आश्चर्य आहे. हे प्लॅटफॉर्म अ, प्लॅटफॉर्मनुसार तुमचे शब्द कसे बदलतात? नेमकं काय, म्हणजे याच्या पाठीमागं काय धोरण आहे? कारण की मी बघितलंय, WhatsApp चॅट असू द्या, Instagram रील्स, X, Twitter किंवा मग शेअर चॅट, Telegram, YouTube शॉर्ट्स ह्या सगळे जे प्लॅटफॉर्म आहे
हां.
ह्या प्लॅटफॉर्मवर मग ही भा बोलण्याची भाषा किंवा मग एक दुसऱ्यांना ज्या पद्धतीनं तुम्ही कमेंट्स करतात, ही टेक्निक बदलती. मग याच्यामध्ये काय अ, म्हणजे याच्यात ह्या प्लॅटफॉर्ममध्ये काय अ, असं आहे? की जसं एखाद फन फन म्हणून ती लँग्वेज चेंज केली जाते, का मग असंच त्या एप्लिकेशनचा तो एक फॉर्मॅट आहे, की बाबा असे चॅट त्यात होतात काय वाटतं?
हं. आता बघा, अ तुम्ही नॉर्मल WhatsAppवरती कोणाजवळतरी बोलत असाल, तरुण व्यक्ती जवळ, तर तो जी-आय-एफ किंवा इमोजी ज्या असतात, तो खूप मोठ्या प्रमाणात यूज करतो, हो की नाही? म्हणजे त्यांचं कधी-कधी असं असतं, की त्यांना समजतं इशारो-इशारो में काय सुरू आहे किंवा कॉन्व्हर्सेशन काय सुरू आहे. आता एखाद्या ग्रुपमध्ये असंच नाही आहे ना की तरुणच असतील, मग बाकीचे घरचे लोकं पण असतात. मग त्यांना काही गोष्टी समजू द्यायच्या नसतात. मग असे काही कीवर्ड असतात लोकांचे किंवा तरुणांचे जे ते यूज करतात. जसं की जी-आय-एफ आहे, इमोजीज आहेत किंवा मिक्स अशी भाषा असते, जी खूप कमी लोकांना माहिती असते. किंवा कीवर्ड्स असतात जसं आपण बोललो, की "यू नो यू नो" हा मोठ्या प्रमाणात यूज केला जातो किंवा असं बोलतात की "नो कॅप." आणि हे जे शब्द आहेत ना, तुम्ही जसं बोललात की Instagramवरती वेगळे, WhatsAppवरती वेगळे आणि Snapchat किंवा Twitterवरती वेगळे. पण याच्या व्यतिरिक्त अजून एक आहे तुम्ही लोकांना गेमिंग करताना कधी ऐकलंय का? तेव्हा ती गोष्ट बोल तेव्हा जे बोलतात ना, ते तर म्हणजे सगळं परे असतं. ते कधीच कधी-कधी आहे ना, तरुण व्यक्तींना पण समजत नाही की हा माणूस समोरचं बोलतोय काय! तर मी बोलेन की हे गोष्टी चेंज करायचा त्यांचा एकच भाव असतो की आपल्यासोबत, आपण तरुण जरी असलो, तर त्या प्लॅटफॉर्मवरती अजून बाकीची पण लोकं आहेत आणि ती लोकं पण बघत आहेत, ऐकत आहेत आणि काहीतरी कोड वर्ड, जो त्यांना समजू नये, यासाठी तरुण व्यक्ती करते, प्रयत्न करत असते की थोडं-थोडं काहीतरी आपला ट्विस्ट आणावा. कारण तुम्ही बघितलं असेल की Facebook जेव्हा आला, तेव्हा Facebookवरती सगळे 90s वाली लोकं आहेत. किंवा जे लोकं आता अ, 30 किंवा 40s मध्ये आहेत, ती मोठ्या प्रमाणात Facebookचा यूज करतात. पण तेच तुम्ही तरुणांना बघितलं, तर ते Instagramवरती जास्त दिसतात, हो की नाही? किंवा अ, Snapchatवरती ती लोकं जास्त दिसतात. आणि एक ॲप आहे Discord करून, त्याच्यावरती तुम्ही फक्त तरुण लोकं सापडतील तुम्हाला. ते तुम्हाला कोणीचच बोलणार नाही की मला हा ॲप माहितीच नाही आहे. म्हणजे तरुणा तरुण लोकांमधेसुद्धा खूप कमी अशी एज आहे ना, ज्यांची एज 25 24 आहे त्या लोकांचं मोठ्या प्रमाणावर युज असतो इ Discordसाठी. कारण तिथे लोकांना लोकांचं बोलता येतं, नवीन-नवीन लोकांना भेटता येतं आणि त्यांचा मेन उद्देश असाच असतो की आपण जी भाषा यूज करतोय, तीच भाषा समोरच्याला आली पाहिजे, आणि आपण ओळखलं पाहिजे. एक ग्लोबल आयडेंटिटी असते ती आपली.
अच्छा. अच्छा, पण अ, मला एक विचारायचं आहे, की आता हे जे तुम्ही अ, ह्या प्लॅटफॉर्म्सवर जे शॉर्ट फॉर्म यूज करतात, तर बऱ्याच वेळा असं जाणवलं जातं, की आता जसं गेमिंगबद्दल बोललेत तुम्ही, की शब्द ते असे ह्याच्यामुळं यूज करतात, कुणाला कळलं नाही पाहिजे, मग
हो.
हे, हे जे प्लॅटफॉर्म आहे, याच्यावर आक्षेपार्ह शब्द जास्त वापरले जातात, हे चुकीचं आहे का खरं आहे?
अ, मला वाटतं चुकीचं पण आहे आणि खरं पण आहे. म्हणजे बघा ना, आपण समोरचा व्यक्ती काय बोलतोय याच्यावरती ताबा नाही ठेवू शकत किंवा आपण त्याचं तोंडच नाही बंद करू शकत, हो की नाही? आपल्या सगळ्यांना फ्रीडम ऑफ स्पीच आहे. आपल्याला हवं ते आपण बोलू शकतो. आता आपल्यावर डिपेंड करतं, म्हणजे अवलंबून असतं, की समोरच्याचं बोलणं आपल्याला ऐकायचं आहे की नाही? म्हणजे काही लोकं, तुम्ही असं काहीतरी ऐकलं किंवा काही लोकं लगेच लीव करतात, हे तुम्हाला माहिती असेल किंवा बघत असू आपण काहीतरी, ते लगेच बंद करून टाकतो.
अगदी बरोबर. अगदी बरोबर. नाही, कोणाला नाही आवडत आणि काय आहे ना, की बऱ्याच, आता यंगस्टर म्हटल्यावर, आता कसं, की अशा भाषांचा वापर आणि अशा शब्दांचा वापर, तर असा प्लॅटफॉर्मवर नाही केला पाहिजे, की जेणेकरून, काय, लवकर थोडासा यंग पिढीवर कसा लवकर असर पडतो आणि मग ते सहज त्यांची बोलीभाषा होऊन जाते, आजकाल भरपूर पहायला भेटत आहे.
हो, बरोबर. हो, होतं असं, खूप जास्त वेळा. आणि ते असं असतं ना की आपल्या पिअरसोबत जास्त प्रेशर नाही येत. त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहावं म्हणून लोकं ट्राय करत असतात, की त्यांची भाषा जी आहे ती आपली बनवायची. पण कसं आहे ना, प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, की ही भाषा मला आवडते की नाही. स्वतःला विचारलं पाहिजे. कारण कसं आहे आपली मराठी संस्कृती बोलली का आपल्याला शिकवलेलं असतं की चांगलीच भाषा वापरायची किंवा दुसऱ्यांजवळ बोलताना थोडा मोठ्यांचा आदर ठेवायचा. तर मला वाटतं कुठे ना कुठे ते कमी असल्यामुळे ती लोकं अशी बोलतात.
नक्कीच. पण मतलब मला एक विचारायचं आहे, की आता ज्या हे सगळ्या तुम्ही भाषांचा जो वापर करता, त्याच्यामध्ये कोड स्विचिंग झालं तुमचं, त्याच्यानंतर अ, इंग्लिश झालं किंवा मग लॅटिनमध्ये तुम्ही लिहितात किंवा मग इमोजी किंवा मग मीम्स इमोजी अन् मीम्सचा वापर तर भरपूर आहे. तुम्ही जेव्हा पण चॅट्स-वॅट्स करतात त्यावेळेस. मग मला एक विचारायचं आहे, की हे सर्व भाषा तुम्ही मिक्स करतात, जे चेंजेस करतात तुम्ही, मग याचा बऱ्याच वेळा असं होत नाही का की समोरच्या व्यक्तीसोबत काही गैरसमज होतो किंवा मग काही वेगळा सिग्नल जातो किंवा काही वेगळ्या इन्टेंशननं तो बघतो त्यावेळेस की आपल्याला सांगायचं काही असतं आणि तो व्यक्ती काहीतरी दुसऱ्याच दृष्टिकोनाने बघतो, असं कधी होतं का? आणि
हो. असं खूप वेळा होतं, कारण कसं आहे आपण खूप चांगल्या इन्टेंशनने बोलत असतो. पण याचा अर्थ असा नाही की समोरच्याचे इन्टेंशन खूप चांगले असतात. तुम्ही हे बघितलं असेल की काही लोकं आहेत ना, लोकांच्या अ, YouTubeवरती किंवा त्यांच्या कमेंट सेक्शनवरती खूप साऱ्या गोष्टी लिहितात आणि ते लिहिणं ॲज अ लॉ म्हणजे जे लॉ आहे, सायबर लॉ आहेत, त्याच्यानुसार चुकीचं आहे. त्याला सायबर बुलिंग असं बोलतात किंवा सायबर अ, काही लोकं खूप मोठ्या प्रमाणात अ, म्हणजे असं काहीतरी अश्लील काही बोलत असतील किंवा चुकीच्या त्याच्या म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या कपड्यांवरून किंवा बाकीच्या गोष्टींवरून बोललात ना, तर ते ॲज अ क्राईम येतं आणि हे कमी लोकांना माहिती असतं. म्हणजे आपण दुसऱ्या कोणाला काय बोलतोय, कशी भाषा वापरतोय, ह्याचं लोकांना समजलं पाहिजे किंवा तरुणांना समजलं पाहिजे.
अच्छा. याचा त याचा तर फार सर्रास फार सर्रास वापर होतो याचा ते Instagram रील्सवर. ते रील्स-वील्सवर बऱ्याच काही असे कमेंट्स राहतात.
हो. म्हणजे त्या व्यक्तीने ठरवलं, की याच्यावरती मला आता केस करायची आहे, तर तो नक्कीच करू शकतो. मला वाटतं, तेवढे आपले लॉज खूप स्ट्राँग आहेत. तुम्हाला इंडियन आयटी ॲक्ट लॉ वगैरे असतील, तर त्याच्यानुसार आहे ना पॅनल्टी भेटते, म्हणजे खूप पैसे भरावे लागतात लोकांना.
अ, फार छान आहे ही इन्फॉर्मेशन, पण मला एक विचारायचं आहे, की मग असे जे आक्षेपार्ह किंवा असे न वाटलेले, मग हे अ जे सोशल प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचे काही अ, मेसेज असतात किंवा मग काही रील्स असतात, किंवा काही अ, प्रमाणामध्ये काही फोटो शेअर करणं म्हणा, काही मीम्स म्हणा, मीम्ससुद्धा आहे त्याच्यामध्ये. मीम्स आहेत, परत त्याच्यामध्ये ते जी-आय-एफ आहे, त्याच्यामध्ये. मग अशा वेळेस ती कारवाई का नाही होत? कारण ही व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? की जेणेकरून की एक अशा प्लॅटफॉर्मवर थोडंसं काय सगळ्यात, आता हे सगळ्याच वयातल्या व्यक्ती ते वापरतात ना, तर त्याचे करून काय होईल, की थोडीशी सुरक्षता राहील. काय वाटतं तुम्हाला?
अ, हो. अ, मला वाटतं, हा खूप मोठा आणि ग्लोबल इश्यू आहे आणि या इश्यूला ट्रॅक करण्यासाठी, तुम्हाला माहिती असेल, की अ, UN आहे किंवा अ, UNICEF आहे किंवा बाकीची जी लोकं आहेत ना, ती मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. तुम्ही कधी-कधी व्हिडिओज बघितला असाल, की मार्क झुकरबर्ग, ज्याचा Meta आहे, Instagram वगैरे आहे, तर ते कुठेतरी मोठ्या ठिकाणी बसलेले असतात आणि त्यांच्या इकडे चारही बाजूला कॅमेरा असतात आणि त्यांना क्वेशनिंग केलं जातं, की असं का आहे? तुमचा डेटा, जो प्रायव्हसी आहे, ती व्यवस्थित हँडल का नाही केलेली?
हो.
तर कसं आहे ना, की ती स्वतः लोकं ज्यांचा प्लॅटफॉर्म आहे तो. ती ॲक्शन न घेतल्यामुळे अ, कुठे ना कुठे आपण पण कमी पडतो, ते समजायला. की "ठीक आहे, हे चालतं," की "ठीक आहे, असं बोलू शकतो." कारण अवेअरनेसच कमी आहे. लोकांना समजत पण नाही की आपण जी भाषा वापरतोय, ती चुकीची आहे. खूप लोकांना लॉज नसतात माहिती. त्यांना माहिती नसतं की आपला अ, देशातला लॉ कोणता आहे. आणि ह्या देशात देशादेशावारी लॉ पण चेंज होत असतात. तर मला वाटतं ज्यां ज्यांचे हे प्लॅटफॉर्म आहेत, YouTube ज्यांचा आहे, ज्यांचा Instagram आहे. मला वाटतं YouTubeने खूप सारे म्हणजे असं काहीतरी निगेटिव्ह कमेंट असेल, तर ते बॅनच केली आहे. पण Instagram आहे किंवा TikTok आहे. तर अ, मला वाटतं त्या जो त्यांनी बनवला आहे, ज्याचे ते सी-ई-ओ आहेत, त्यांनी खूप चांगले डिसिजन घेतले पाहिजेत, की या प्लॅटफॉर्मवरती लोकांनी भाषा कशी वापरावी किंवा कोणत्या गोष्टी शेअर कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी शेअर करू नयेत. कारण कसं आहे भाषा प्रत्येक तरुणाची वेगवेगळी असते आणि सगळ्यांनाच ती भावते अशी नाही. आता बघा तुमची भाषा वेगळी, माझी भाषा वेगळी आणि असं नाही ना, की माझी भाषा तुम्हाला प्रत्येक वेळी बोलताना पटेल म्हणून. मी काहीतरी वेगळं बोलले, तर तुमचा गैरसमज पण होऊ शकतो. तर मला वाटतं या गोष्टी मोठ्या प्रमाणात होत असतात ऑनलाईन. आणि कोणी त्याच्याला मॉनिटर करण्यासाठी नाही आहे किंवा त्यांचे जे आहे, जो प्लॅटफॉर्म ज्यांचा आहे, त्यांचं एक मॉनिटरिंग नाही आहे. त्यामुळं कधी ना कधी असं होऊन जातं की भाषा खूपच वेगळी होऊन जाते.
अगदी बरोबर. अगदी बरोबर. आता ह्याच भाषेचं बघा ना, आता जे तुम्ही ज्यांचे लोक भाषा वापरताय सध्याच्या सध्याच्या घडीला. मग याचा समाजात किंवा मग आता हे शैक्षणिक अ, शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा मग आपल्या भाषेवर, काय परिणाम होऊ लागले? काय वाटतं तुम्हाला? चांगले परिणाम होताहेत का काय परिणाम होताहेत?
मला तर वाटतं एवढा चांगला परिणाम होत नाही, कारण अ, जसं आपण बोलतो की आपण इंग्लिश वर्ड एवढे शॉर्ट करतोय की कधी-कधी ते मोठे वर्ड पण आपल्याला लक्षात राहत नाहीत. आपल्या व्होकॅब्युलरीवर आपली जी भाषा येते त्याच्यावर खूप मोठा परिणाम होतो. आणि कसं आहे आपली भाषा ही शिक्षकांना पण आवडत नाही कधी-कधी बोलताना. त्यांचं असं होतं, की हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे हे बोलणं अलाऊ नाही आहे, कॉलेजेसमध्ये किंवा शाळेमध्ये. मला तर आठवतंय की आमच्या इथे टीचर सरळ-सरळ ओरडतात, की "तुमची भाषा जी आहे ती व्यवस्थित असली पाहिजे." म्हणजे तुम्ही स्वतः ग्रुपमध्ये असाल तर वेगळी, पण जेव्हा शिक्षकांजवळ बोलता तेव्हा त्यांच्याजवळ एक आदर असला पाहिजे, त्यांना मान दिला पाहिजे अशी भाषा असली पाहिजे.
अगदी बरोबर. हो. नाही, अगदी बरोबर. नाही, याच्या ह्या गोष्टींचा विचार तर केलाच पाहिजे खरंच फार छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. तुम्ही ही एवढी वेगवेगळी छा छान माहिती दिली की तरुणांची ऑनलाईन भाषा कशी वेगळी आहे म्हणून आणि खरंच मला नक्कीच पुन्हा बोलायला आवडेल तुमच्याशी. तुमचे खरंच मनापासून आभार. आणि खूप-खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया.
मलाही तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं आणि पुन्हा बोलायला नक्की आवडेल. धन्यवाद.